पहा, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये विवाह ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि प्रत्येकाला ज्या काही म्हणतात ना की विवाह आठवला तर काही गाणी नक्कीच आठवतात. आणि ती गाणी आपली कुठेतरी जी भावना आहेत, ही कुठेतरी जाग करण्याचा प्रयत्न करतात. तर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्हाला विवाह म्हटलं तर असे कोणते गाणे आहेत बरं ती आठवतात? आणि ज्या तुमच्या भावना आहेत, या कुठेतरी पुन्हा जाग करण्याचा प्रयत्न करतात? जर सांगाल तर नक्कीच ऐकायला आवडेल.
नक्कीच. हो. हो. नक्कीच. अ, मला तर वाटतंय आपल्या मराठीमध्ये ना खूप-खूप छान अशी गाणी आहेत, जी आपल्या विवाहाच्या भावना जाग्या करतात, नाही का? आता त्यातल्या त्यात एकच गाणं सांगायचं म्हटलं तर बाकीच्या गाण्यांवर म्हणूया अन्याय करतोय, पण आता जे आठवतंय ते सांगते हं. जसं ते मी एक मुलगी आहे आणि जर मला वाटतंय की आता लग्नाची वेळ झाली आहे, तर माझ्या होणाऱ्या नवऱ्याने लवकरात लवकर अ, म्हणजे आता यावं आणि मला घेऊन जावं. तर नक्कीच मला या गाण्याची आठवण होते बघा की बारात बाजा वराती, घोडा घेऊन या नवरोजी, लगीन घटका द अ, समीप आली, करा हो लगीनघाई बघा ना, किती छान भाव त्या म्हणजे गाण्यामध्ये सांगितला आहे. की बघ, आता वेळ झालेली आहे बाबा आपल्या लग्नाची, तर कृपा करून लवकर तो बॅंड-बाजा, घोडी आणि जे काही आहे सनई-चौघडे सगळे घेऊन या आणि मला आता घेऊन जा. किती छान. आता हे झालं तर म्हणजे सुरुवातीला म्हणजे आता लग्नाची भावना निर्माण झाली आहे आणि ती आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सांगत आहे. मग आता लग्नाचे जेव्हा विधी वगैरे समारंभ चालू होतात 1-1 तर प्रत्येक समारंभात काही ना काही असं खास असं ठराविक गाणं असतं, नाही का? आता असं सुरुवात
हो. <chuckles> नक्कीच. हं. अच्छा, अच्छा. ठीक आहे, नक्कीच. <chuckles> नक्कीच. अरे वाह! <chuckles> खूप छान नक्कीच. हं. हो, हो, हो. हां, हां. <chuckles> नक्कीच. हां. अच्छा. हं <chuckles> नक्कीच. नाही-नाही, नक्कीच. आता पहा ना, तुम्ही खूप सुंदर असं गाणं सांगितलं. आणि नक्कीच या गाण्यातून कुठेतरी म्हणतात ना की ज्या आपल्या भावना आहेत, ह्या कुठेतरी जाग्या होतात. परंतु जर विवाह म्हटला, तर त्याच्यामध्ये किती सारे कार्यक्रम असतात पहा हळदी असते, संगीत असतं. आणि नंतर कुठे म्हणतात ना मेहंदी असते, त्यानंतर विवाह. तर अ, जर अशा जर दिवसाप्रमाणे जर तुम्हाला अशी एखाद्या गाण्याची निवड करायची, आता हळदी घ्या, असं एखादं हळदीचं गाणं आहे का बरं की जे तुम्हाला आठवलं; की पुन्हा त्या आठवणी कुठेतरी ताज्या होतात? जर सांगाल तर नक्कीच ऐकायला आवडेल.
हं. नक्कीच. हं. हं. हो नक्कीच. का नाही मी तर हं, ह. नक्कीच. आता आपण मेहंदी अ, हळदीच्या ऐवजी सुरुवातीला मेहंदी घेऊया, मग हळद, नाही का? <chuckles> म्हणजे आधी मेहंदीचा कार्यक्रम असतो ना म्हणून. तर आता बघा मेहंदीसाठी गाणं तर, मेहंदीच्या पानावर मन झू करत अं, झू करतय गं, नाही-का? किती छान म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला साजेल असं गाणं परत पुन्हा मेहंदी है रचनेवाली. हे किती सुंदर गाणं आहे ना. म्हणजे अ, त्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये सुद्धा हातावर जेव्हा मेहंदी काढते ती मुलगी, नवरी मुलगी, तर प्रत्येक फुला-पानात जे काही तिच्या हातावर डिझाईन असेल, तर जसा मेहंदीचा कोन आकार घेतो, तसेच तिचे स्वप्नंसुद्धा आकार घेत जातात, नाही का? तर असे जे भाव उमटतात की अ, मेहंदी है रचनेवाली, हाथों में गहरी लाली. मग तिच्या मैत्रिणी तिला चिडवतात, मग असं असतं ना लग्न-समारंभात, आता तुझं लग्न होणार आहे, तर मग त्या तिच्यासोबत खोडकरपणा करतील, मजा-मस्ती करतील. तर मला मेहंदीच्या समार अ, रंभासाठी अ, हे गाणं अ, सुचतंय. आणि आता हळदी, हळदीला तर आपल्याकडे धम्माल <chuckles> माहोल असतो, नाही का? आता मुलाचे मित्र किंवा नय मय अ, मुलीच्या मैत्रिणी किंवा इतर नातेवाईक, भाऊ-बहीण, सगळे कुटुंबीय हळदीला कशी ना, खूप धम्माल करतात. तर हळदीसाठी तर खूप अ, म्हणजे जास्तच गाणी आहेत म्हणता येईल, नाही का. खूप सारे गाणे म्हणता येईल. तर हळदीकडे आपल्याकडे अ, शक्यतो हळदीच्या ह्याच्यात खूप म्हणजे फास्ट गाणे, ज्याच्यावर आपल्याला डान्स करता येईल, नाही का? हळद लागली, हळद लागली हे जे गाणं आहे, म्हणजे आपल्या मराठीमध्ये कसं असतं ना हळदीच्या कार्यक्रमात, म्हणजे अ, एक प्रकारचं जसं होळीला जसा माहोल करतो, नाही का? तसं करतात. म्हणजे एकमेकांना, म्हणजे उत्साहाचा किंवा मग चला बा आता याला भरवूया, म्हणजे आता अ, मेहुणा असेल नात्यामध्ये किंवा मेहुणी असेल किंवा मित्र असतील, मैत्रिणी किंवा असे नाते, ज्यांच्यासोबत आपण जास्त मजा-मस्ती करतो, तर अशा लोकांना तर फार म्हणजे त्यांचे गाल, <laughs> कपडे सगळे आपण रंगवून टाकतो, नाही का? तर हळद
हं, हं. <chuckles> नक्कीच. अरे वाह! नक्कीच. नक्की, हां, हां. अच्छा. हो, हो. <chuckles> अरे वाह! हं, हं. हो, हो. अरे नक्कीच. हं. <chuckles> अरे नक्कीच. हो. <laughs> नक्की. अरे वाह. <chuckles> नक्कीच नक्की. हो, हो. हो. नक्की. खूप सारे गाणे आहेत. नक्कीच नक्कीच. हो. हां. नक्कीच नक्कीच. <chuckles> अरे वाह! नक्कीच. हं, हं. हो, हो, हो. एकदम उत्साहाचा नक्क हं, हं. <chuckles> हो. अच्छा. हं. नाही, नाही. नक्कीच. आणि मी तुम्हाला असं विचारायचं आहे मला की आता जर विवाह ह्याच्यामध्ये गाण्याचे किती महत्व आहे बरं? जर विवाहामध्ये गाणे नाहीच वाजले तर तुम्हाला वाटतंय का त्याशिवाय जो आपला विवाह आहे किंवा लग्न आहे हे कुठेतरी आपल्याला इनकम्प्लीट किंवा मग अपूर्ण वाटतंय, असं त्याबद्दल तुमचं काय मत आहे बरं?
हं. हं. नक्कीच नाही हो. हो, नक्कीच. जसं तुम्ही म्हटलं, की विवाहात गाण्याशिवाय आपण इमॅजिन करू शकत नाही. आता समजा ना, आता इमॅजिन करा, का लग्न चालू आहे आणि तिथं आपण मंगलाष्टकच नाहीयेत. किती ते वेगळं आणि विचित्र वाटेल ना? म्हणजे आपण लग्न म्हटलं, की मंगलाष्टक किती जवळचं म्हणजे, "आली लग्नघटी समीप, नवरा" हे जे वाक्य आपल्या कानी पडतं, "शुभमंगल सावधान" असं जेव्हा म्हणतो ना, खरंच आपल्याला असं वाटतं, आत्ता आपण त्या लग्नात कुठेतरी आलो आहो बा, म्हणजे आपल्या कानाला, आपल्या शरीराला त्या एक प्रकारच्या संगीताची, त्या चालीची, त्या शब्दांची इतकी सवय झालेली आहे, की आपण अ, एखाद्या लग्न समारंभात गेलो आणि हे जर का मंगलाष्टक नसलं, तर आपल्याला असं वाटतं, आपण नाही, लग्नात गेलोच नाही की काय?
हो, हो. नक्कीच, अरे वाह! अरे! नक्कीच. हं. खूप छान. हं, हं, हं. <chuckles> अरे नक्कीच. नाही, नाही. अगदी तुम्ही खूप सुंदर असं सांगितलं की खरंच कसं असतंय पहा. विवाह म्हटला, त्यामध्ये <exhales> आनंद आलाच आणि मला वाटतंय, तो आनंद गाण्याशिवाय कुठेतरी खरंच अ, पूर्ण होऊ शकत नाही. आणि खरंच, गाणे पाहणं, जर आपल्याला एखादं गाणं जर आपल्या लग्नामध्ये अ, वाजलेलं असेल किंवा मग तिथं आपल्या समोर तो क्ष क्षणी ते गाणं झालेलं असेल. आणि ते गाणं जर पुन्हा पा अ, 10-5 वर्षांनी आपल्यासमोर वाजलं, तर कुठेतरी ज्या आपल्या आठवणी आहेत, विवाहाच्या किंवा लग्नाच्या, ह्या कुठेतरी पुन्हा ताज्या होतात. तर अ, तसा तुमचा काय अनुभव आहे का, की तुमच्या विवाहामध्ये असं-असं हे गाणं वाजलं होतं आणि पुन्हा 4-5 वर्षानंतर ते गाणं पुन्हा वाजलं आणि त्यानंतर तुमच्या ज्या काही आठवणी आहेत लग्नाच्या, त्या पुन्हा कुठेतरी जागा झाल्या? असा काय एखादा प्रसंग, अनुभव आहे का?
नक्कीच. काय नक हं, हं, हं. हां, हां. नाही, हो, नक्कीच आठवतो, अ, की माझ्या लग्नाच्या म्हणजे त्या टाईमला ना, "इंग्लिश विंग्लिश" पिक्चर जो होता, श्रीदेवी होती बघा त्यामध्ये, तो नुकताच रिलीज झालेला होता. तर अ, अ, म्हणजे त असं त ना असं असतं ना की ट्रैनिंग जे गाणी असतात, ते जास्त लावतात, नाही का? आ तर मला तर माहीतच नव्हतं, की माझ्यासाठी काही संगीतामध्ये काही म्हणजे अशी काही, अ, म्हणजे सरप्राईज माझ्यासाठी ठेवलेलं आहे. तर माझी आई अ, कधीच डान्स करत नाही. म्हणजे ती बघते फक्त डान्स. ती अ, म्हणजे डान्स करताना मी तिला अजूनपर्यंत पाहिलेलंच नव्हतं. तर संगीतामध्ये एकदम असे अ, छोट्या मुलांचे डान्स झाले, मग बहिणी, भाऊ आणि मग अं, असं मला एकदम पुढून माझी आई आणि संगीत एकावेळेस चालू झालं, की "नवराई माझी लाडाची लाडाची गं". तर अ, मला, बाप रे! इतकं मोठं ते सरप्राईज होतं, की माझी आई अक्षरशः डान्स करते? <breath> आणि तेही माझ्या लग्नाच्या वेळेला इतकं मला भारावून गेलं ना. आणि सोबतच, <swallows> म्हणजे आता ती तर डान्स केलीच, पण काही म्हणजे आत्या, मावशी, काकू किंवा बहिणी किंवा भाऊ, सगळे तिला जॉइन झाले आणि सगळ्यांनी त्यांच्या मिळून माझ्यासाठी एक सरप्राईज दिलं. तर तो प्रसंग नक्कीच मला आठवतो. आणि आता मी कुठेपण लग्नात गेले ना आणि हे जेव्हा गाणं ऐकलं ना, <inhales> तेव्हा मला माझ्या लग्नाची आठवण, त्या संगीताची आठवण होऊन जाते.
हं, हं. अच्छा. हां, हां, हां. हो, हो, हो. अरे वाह! नक्कीच. हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. <chuckles> हं. अरे बापरे! हं. हं. हं. हं, हं, हं. नक्कीच. हं. हो, हो. हं, हं. <chuckles> नक्कीच. <chuckles> नाही, नाही, नक्कीच. खूपच सुंदर असा तुम्ही प्रसंग सांगितला. आणि खरंच, पहा ना, कसं असतंय की गाणे हा आपल्या कुठेतरी, मला वाटतंय, ते काय फक्त शब्द किंवा ते काय नुसतं संगीत असं नसतंय ना? ते कुठेतरी आपले भाव असतात किंवा कुठेतरी आपले जे म्हणतात ना, आठवणी असतात. नक्कीच, मला वाटतंय, की तेच गाणे जर आपण आपल्या अ, म्हणजे नक्की विशिष्ट क्षणाला जर ऐकले किंवा अनुभवले आणि पुन्हा तेच गाणे काही दिवसानं, वर्षांनी ऐकलं, तर खरंच ते ज्या आपल्या आठवणी आहेत, त्या कुठेतरी ताज्या होतात. <chuckles> नक्कीच, अगदी योग्य बोललात. पण मला असं विचारायचं आहे, की आता विवाहाचं जे काही आपण पाहतो, की आजकालचे जे विवाह आहेत, त्याच्यामध्ये कशा बी प्रकारचे गाणे लावले जातात, अ, मग ते वेगवेगळे आजकाल म्हणतात ना, की ट्रेंड चालू आहे, वेगवेगळ्या प्रकारचे. तर तुमचं काय मत आहे बरं? अशाप्रकारचे गाणे लावणं योग्य आहे का? आणि खरंच, अशा गाण्यातून ज्या काही आपल्या आठवणी आहेत किंवा म्हणतात ना, ज्या काही आपल्या भावना जागणार आहेत भविष्यामध्ये, ह्या जागतील का बरं? ह्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हं. नक्की. हं, हं, हं. त्या जाग्या होतात. हं. आह. हम्म. आम्ही अगदीच विरोधी आहे असं नाही, पण काही जी गाणी आहे म्हणजे खरोखरच नवीन गाण्यातसुद्धा भाव वगैरे दाखवल्या जातो. अ, आणि पण ना, जुनी गाणी जी होती ती जुनीच म्हणावं लागेल, म्हणजे कसं त्यामध्ये अशा भावना ज्या होत्या खूप जास्त असायच्या. बघा, आता आपलं लग्न ठरते, तेव्हा आपली जी लहान बहीण आहे ती आपल्याला चिडवते की "गोड-गोजिरी, लाड-लाजरी, ताई तू होणार नवरी" नाही का? तर किती म्हणजे तो म्हणजे आता आपल्या बहिणीचं नुकतंच लग्न आता होणार आहे आणि तिला आपण चिडवून राहिलो. खरंच म्हणजे ते लाजवणं वगैरे खूप छान आपण अनुभवायचो. तर हे कुठेतरी आता मिस करतोय नाही का? किंवा मग आता बघा की अ, म्हणजे आपली एक मुलगी आहे तिचे आई-बाबा किती परिश्रम घेत आहे बा तिच्यासाठी? तिच्या लग्नासाठी, तिचा संसार सुखी होण्यासाठी, नाही का? मग असा व्यक्ती जेव्हा म्हणजे आपल्या मुलीचं लग्न करतो, तेव्हा तिला पाठवणी करायची जेव्हा वेळ होते, तेव्हा त्याचं हृदय भरून येतो, नाही का? तर हे आपल्याकडे ना आपल्या काळामध्ये तर नक्कीच म्हणजे जेव्हा आपल्या बालपणीसुद्धा, जेव्हा मुलीची पाठवणी व्हायचं, तिला पाठवण्याची वेळ व्हायची तेव्हा ना एक गाणं आवर्जून म्हणजे अ, लावलं जायचं, ते होतं की "गंगा-जमुना डोळ्यात उभ्या गा अ, जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा," नाही का. तर म्हणजे एक वडील असे सांगत आहे की "आता तू चालली बा, माझ्या डोळ्यामध्ये खूप म्हणजे नदी वाहत आहे, अक्षरशः अश्रूंची. तर अ, आता तू सुखी रहा. मी म्हणजे तुझ्यासाठी जे घर बघून दिलं आहे, त्या घरी मिसळून जा आणि सुखी रहा." तर काय भावना होत्या त्या! काय संगीत होतं! म्हणजे संगीत तर होतं, पण त्यासो सोबत आपल्या भावनासुद्धा जोडल्या गेलेल्या होत्या. म्हणजे त्या-त्या परिस्थितीत ते, त ते-ते गाणं लावलं जायचं आणि त्यासोबत आपले भाव जोडले जायचे.
हो. अगदी अगदी. हं. अरे वाह! नक्कीच. <chuckles> नक्कीच. हो. हं, हं. हो, हो, अगदी बरोबर. हं, हं. नक्कीच, हं. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. नक्कीच, अगदी बरोबर. <chuckles> अरे वाह! हो, हो, हो, हो. नक्कीच, नक्कीच. हं. हं, हं. अरे वाह! <chuckles> नाही, नाही, नक्कीच. अगदी योग्य तुम्ही बोललात आणि खरंच पहा ना की तुम्ही जुन्या आठवणींना जो उजाळा दिला ना. खरंच हा उजाळा कुठेतरी आपल्या त्या गाण्यातून मिळाला आणि खरंच मला वाटतं की विवाहामध्ये लागणारे असे गाणे, खरंच ज्या काही आपल्या आठवणी आहेत, ज्या काय आपल्या भावना आहेत, हे खरंच कुठेतरी जागं करण्याचा प्रयत्न करतात. तर मला अगदी तुम्हाला थोडक्यात विचारायचं आहे की विवाहामध्ये अ, आणि विवाह आणि गाणे ह्याचा तुम्हाला काय असा संबंध वाटतो बरं? आणि नक्कीच प्रत्येक विवाहामध्ये गाणे वाजवलेच पाहिजे का, असं तुम्हाला वाटतंय का? कारण आजकाल आणि कशा प्रकारचे गाणे वाजविले पाहिजे? ते मला असं जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या प्लेलिस्टमध्ये असे कोणते गाणे आहेत की ते हमखासच वेळ लग्नाच्या वेळी किंवा विवाहाच्या वेळी वाजलेच पाहिजेत? असे काही गाणे?
हं. नक्कीच वाटतं मला, की विवाह आणि गाण्यांचा खरोखर एकमेकांशी परंपर म्हणजे परस्पर संबंध आहे. य कारण आपण ना जी एन्जॉयमेंट वगैरे आहे ती गाण्याशिवाय नाही करू शकत ना. आणि अ, म्हणजे समारंभ परंपरा तर पाळतोच, पण त्यासोबतच जर का गाण्यांची जोड राहिले तर ते काय म्हणतो अं. अ, "सोने पे सुहागा" जसं म्हणतो ना तसं होऊन जातं. तर भावना तर असतात, परंपराही असतात, पण गाण्यांची जोड हवी. तर नक्कीच मला ते आपल्या ज्या ज्यामध्ये किंवा ज्याप्रकारे आपलं गाणं लावतो आणि आपल्या ज्या भावना असतात त्या त्या-त्या परिस्थितीतला जे-जे साजेचं गाणं आहे ते लावलं तर नक्कीच म्हणजे खूप माहोल असा छान होतो असं वाटतं मला. आणि आता गाणे झाले सांगायचे तर जसं मी तुम्हाला म्हटलं सुरुवातीला की आता अ, एखादी मुलगी आहे आणि तिचं लग्न होत आहे, तर ती नक्कीच तीच गाणं म्हणेल नाही का की <chuckles> बँड बाजा वगैरे किंवा मग आता हळदीचे गाणे किंवा लग्नातले गाणे नाही का. तर अ, हे सगळे गाणे मला खूप आवडतात जे मी सांगितलेले होते.
हं, हं. हो, हो. हं, हं, हं. बरोबर आहे. बरो <chuckles> नक्कीच. हो, हो, हो. <chuckles> नाही, नाही, नक्कीच, नक्कीच. हं, हं. हो, हो, हो. नक्कीच. <chuckles> हो, हां, नक्कीच. नक्कीच, नक्कीच, खरंच तुम्ही खूप सुंदर असं सांगितल्या गोष्टी आणि खरंच तुम्ही ज्या जुन्या आठवणीतनं ह्या कुठेतरी ताज्या करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच पाहणं की विवाहाच्या वेळी जर असे गाणे आ, ऐकायला मिळाले जे की "ओल्ड इस गोल्ड" म्हणतात ना की "जुने ते सोने" आहेत. आणि खरंच मला वाटतं की ते गाणे आज बी आपल्या कुठेतरी कानावर पडले तर आपल्याला आपल्या विवाहाची किंवा मग त्या लग्नातल्या छोट्या-छोट्या गोष्टीची आठवण होते. खरंच अ, तुम्ही खूप सुंदर अशी गोष्टी सांगितल्यात, खूप सुंदर असे उदाहरण दिले आणि त्यापेक्षा बी जास्त खूप सुंदर अशी तुम्ही गाणी मला आज अ, ऐकायला तुमच्याकडून मिळाली आणि खरंच अ, मला तुमच्याशी बोलून, तुमच्याशी गप्पा मारून खूप छान वाटले. चालेल भेटूया पुन्हा एकदा. तर तुमचे खूप-खूप आभार पुन्हा एकदा.
हां, हां, नक्कीच. हं, हं. तुमचे पण खूप-खूप आभार. धन्यवाद!
नक्कीच, नक्कीच.